अ, मी कसं थोडंसं लवकर उठते सगळ्यांपेक्षा. थोडंसं म्हणजे जास्त पण नाही. मग सकाळी उठलं की मला थोडीशी सवय आहे की मेडिटेशन करायचंच. अ, त्या सवय असल्यामुळे मला त्याचा इम्पॅक्ट जास्त दिसतो. त्याच्यामुळे मग प्रयत्न करते की ती सवय मोडायची नाही. मग अ, मेडिटेशन झालं की मग थोडंसं असं गॅलरीमध्ये आहे. छान म्हणजे असं जरा दिसतं, हवा वगैरे येते. तर मग मी माझा चहा असतो, तो मी तिथेच बसते. थोड्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत ते. अ, मग तेव्हा मी एकटीच असते. त्याच्यामुळे मग तो फोन पण नाही मी वापरत. आणि अ, तो थोडा वेळ मग तेवढ्या वेळानंतर मग सगळे हळू-हळू उठायला लागतात. तर मग ते सुरू होतं आणि नंतर जे आपलं आहे सुरू मग ते सगळं तयारी आणि मग आपलं नोकरीसाठी मग मी जाते. आणि मग अ, पण आता कसं शेवटी ऑफिसचं कामं असतात, हे असतात. पण मग तिथल्या पण मी थोडासा ब्रेक मिळतो तिथे तेव्हा जास्त असा दुसरा टाईमपास नाही करत जसं बाकीचे कलीग करतात. मी थोडंसं आराम करते अ, कारण मला माहिती आहे की मी थकणारच आहे किंवा घरी गेल्यावर पण करायचं किंवा येताना केलेलं आहे. मग थोडं बरं वाटतं. 15 मिनिटं असं थोडंसं त्या काउचवर थोडंसं बसायचं. डोळे बंद करायचे आणि थोडा अलार्म हां, अलार्म लावून ठेवायचं आहे एकदम पण खूप झोप लागली पाहिजे ऑफिसमध्ये तर
हो, हो. हां. अरे वाह! हां. हं. छानच. वाह! वाह! हां. बरं. हं. हं, हं. छानच. बरोबर. हं. हां, हं. बरं अच्छा. अच्छा, हो. हं. हो, बरोबर. हं. हां. अच्छा. <chuckles> हो, हं. अगदीच. हो ना. हो, हो. हं. अच्छा. हो ना, हो. पॉवरनॅप हं. हो. हो. <laughs> अगदीच ठीक. छानच तुम्ही नियोजन करता. पण अ, जेव्हा अ, म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत अ, त्यांच्यासाठी स्वयंपाक म्हणजे खरंच एक खूप मोठं टेन्शन असतं. मग तुमचं स्वयंपाकाचं नियोजन तुम्ही अ, आधीच करून ठेवता की ऐ अ, म्हणजे त्या शेवटच्या क्षणाला असतं? काय तुमचं तुमचं कसं असतं त्याच्याबद्दलचं वेळापत्रक?
हां. हं.

अ, कसं आहे, की जर सुट्टीचा वगैरे दिवस आहे, बाकीचे कसे जे नोकरी करतात त्यांना आरामच लागतो, कारण सगळंच करावं लागतं. ते मला स्वतःला पण लागतो. मग कसं आहे, की अ, आम्ही प्रयत्न करतो पण कसं आहे शेवटी मुलांची एनर्जी असते. ते असे इतक्या वेळ असा आराम नाही करत बसत असा खूप थोडेसे उशीर वगैरे असं-तसं सगळं. मग ज्यावेळेस आम्ही पण जेव्हा उठतो ना, मग काय करतात, घरात कोणी ना कोणी अ, आता आम्ही सगळे एकत्र कुटुंब राहतो. त्यामुळे घरात कोणी ना कोणी मग एक सांगून ठेवलेलं आहे मी, की सुट्टीचा दिवस आहे ना, तर परत फोन आणि त्या गोष्टी येणारच. मग एक गोष्ट मी सुरुवातीला ठेवते की समजा उद्या सुट्टी आहे ना, मग आजच त्या त्यांनाच म्हणायचं, की "उद्या काय खायचंय." मग अ, जर त्यांनी म्हटलं, "पिझ्झा पाहिजे मग पास्ता पाहिजे," तर विचारून खायचा, "मग कसं काय? चला आज जाऊया मग आपण सामान घ्यायला जावं लागेल ना, कसं करणार ते आपण बनवत काय नाही मग अ, जावं लागेल," "मग तू ऑनलाईन मागवं ना, 10 मिनिटात येतं." मग म्हंटलं, "दिसतं काही कळत नाही ना, त्याच्यावर असं व्यवस्थित काय पाहिजे काय नाही हे नाही, तर आपण जाऊन घेऊन येऊया." मग ते घेऊन यायचं मग त्यांना सांगायचं, की "अरे ते खुला जरा बघा, कसं आहे, काय नाही." मग ते त्यांना ते आवडतं असं करायला, की आपण पण पिझ्झा बनवूया वगैरे.
हं. हो. हो. बरोबर. हो ना. हो. बरोबर. हो, हो ना. हां. अच्छा. बरोबर. हो. हो. हां. बरं. हां, हां, हां. हां. अच्छा. हो ना. हो, हो, हां. हां. अ, हां. हां ना. हो, हो. हो. <chuckles> हो. हो. वाह! हो, हो.
बनवायला सुरुवात करतात. मग ते काय ते करता-करता जेव्हा आणि खातात मग ते परत झोपतात. म्हणजे मग जास्त हे नाही करावं लागत. आणि मग संध्याकाळी सवय लावलेली आहे एकतर म्हणजे छोटसंच आहे असं जास्त नाही आहे ग्राउंडवर घेऊन जा, मग कोणी ना कोणी घरातलं घेऊन जायचं मग ॲटलीस्ट मोठ्यांनी तरी जायचं. कारण ते घरात बसले ना, "मग दे मोबाईल, मग दे मोबाईल," नाहीतर मग आम्ही टीव्ही बघतो. असं
हो. हं. <laughs> हो, बरोबर. हां. हो. हो. बरोब हो, अगदी. हो ना. हम्म एक हे नाहीतर हे आपल्याला भीती दाखवतच असतात ते. मोबाईल दे किंवा मग टीव्ही बघू, टीव्ही बघू देत नाही, तर मोबाईल बघू असं. म्हणजे खरंच तुम्ही अ, छान एंगेजमेंट ठेवलेली आहे मुलांसाठी. मग अ, तुम्ही स्वतःसाठी अशी स्वतःची अशी काही दिनचर्या किंवा वेळापत्रक बनवलंय का? की तुमचं स्वतःसाठी पण अ, काहीतरी आरामाची एक जागा पाहिजे, वेळ पाहिजे असं. तुमचं दिनचर्या कशी असते?
मग आणि मोबाईल. हां, असं. हो.